अ, कुत्र्याच्या केकमधलाच का अजून, पुन्हा? <chuckles> अरे, बापरे!
हो, कुत्र्याच्या केकमधलाच. मग तो काय म्हणला, की "यार, पीस मोठाच झाला आहे," म्हणे, "फार, एक काम करा," म्हणे, "अर्धा तुम्ही घ्या ना." त्यानं जबरदस्ती माझ्या ताटात तो केक टाकला आणि मग मी तो केक घेतला. तो केक माझ्या हातात आणि जो ज्याची ज्याची पार्टी होती, ज्याचं इन्व्हिटेशन होतं, तो तिकडनं आला. "अरे, मी केव्हाचा शोधतोय," म्हणे, "तुम्हा सगळ्यांना तुम्हाला," म्हणे, "कुठे गायब झाले होते," म्हणे, "काही ब्रेकफास्ट-वेकफास्ट करा, एन्जॉय करा," म्हणे, "फोटोज" नाही म्हणे, "आम्ही फोटोज काढायला गेलो होतो, असं-तसं हे ते." म्हटलं, ब्रेकफास्ट फार छान होता म्हटलं आणि त्यातल्या त्यात केक आणि त्यातल्या त्यात म्हटलं, "केकही छान होता." हां, हा म्हणे, "केक छान होता ना? पण हा वाला नका घेऊ," म्हणे, "हा डॉग्सचा केक आहे आणि हा आपला आहे." तुम्ही "कोणता घेतला?" म्हणे तो केक माझ्या हातात <chuckles> तोंडासमोर
हं, हं. अरे बा हां, हां. हां, अन अरे बाप. <laughs>
<inhales> एक दुसऱ्याकडे बघू लागलो आणि तो जो माझा मित्र होता, तो केक त्याच्या तोंडामध्ये होता. थूकायलाही जागा नव्हती आणि गिळलाही जागा नव्हती.
<inhales> मग काय केलं हो? बापरे. <chuckles> <chuckles>
आणि आता सांगता काय त्याला, की आम्ही
अरे बाबा रे! हे असं वाटतंय माझ्या समोरच खाताय तुम्ही.
तो अपमान होईल ना त्याचा, आता कोणाच्या भावना कुठं दुखावल्या जातात, आपल्याला काही सांगता येत नाही आणि मग तो बोलतोय आणि तो मला म्हणतोय, "अरे, अरे, तो केक म्हणे मेल्ट होतोय ना," म्हणे, "खा," म्हणे, "का खात नाही," म्हणे? अ, मग अ, <chuckles> त्याला "हो," म्हणलं मी. म्हणलं, "ठीक आहे," म्हणलं, "मी खातो," म्हणलं, एक म्हणलं, "तुम्हाला कोणीतरी तिकडे बोलवते म्हणून." "अच्छा, मी ठीक आहे, मी बघून आलो. तुम्ही एन्जॉय करा," म्हणे आणि "हा केक नका खाऊ" हां, "हा केक नका खाऊ," म्हणे, "हा डॉग्सचा आहे," म्हणे.
हो, बरोबर आहे ना, मग अपमान. हो. अरे, बापरे! एन्जॉय करा, हां. हां, बरोबर. हां, हां. हं, हं.
<chuckles> आम्ही लगेच बाहेर पळालो. थोडंसं त्या वातावरणापासून थोडंसं दूर गेलो, त्यानं तो त्यानं तोंडातला केक टाकला, मी हातातला केक टाकला. पाण्याची बॉटल घेऊन आलो. आम्ही गुळणे केले. एक-दुसऱ्याकडे बघून आम्ही निव्वळ फक्त हसत होतो. म्हणलं, "अरे, मी तरी पहिले 1 खाल्ला," म्हणलं, "विचित्र माणसा, तु मला पर अ, परत अजून टाकला आणि तू स्वतः म्हणतो, की केक काय छान आहे," म्हणे, "अजून 1 पीस घे ना," म्हणे.
मग काय केलं त्या केकचं? आणि खूप हसले असतील, म्हणशील, काय केलं हे वेगळं काहीतरी. अरे बापरे! <chuckles> <laughs> अरे, बापरे! काही खरं नाही, खूपच विचित्र घडलं तुमच्यासोबत. मी तर असं बाबा पहिल्यांदा ऐकलंय. काय आहे असं पण जगामध्ये खरंच घडतं, हे तुमच्या बोलण्यावरून मला कळलं बरं का. मग आता मला सांगा का ह्या अनुभवानंतर तुमचा दृष्टिकोन कसा बदलला?

9:00 वाजता ठेवली होती त्यांनी. काही अ‍ॅक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या त्यांनी आणि मग त्याच्यानंतर ते ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट आणि ते ब्रंच म्हणतात त्या टाइपचं असं त्यांनी अरेंजमेंट केलेलं होतं त्यावेळेस तिथं त्यांनी.
हां. हां, हां. अहो, मग तुमच्याकडे मग कुत्रा नव्हता. मग?
माझ्याजवळ कुत्रा नव्हता, तर मी त्याला विचारलं म्हणलं ब म्हणलं तू, तू मित्राला विचारलं, "तुझ्याजवळ कुत्रा आहे का?" "कुत्रा तर नाही म्हणे." तुम्ही सांगा म्हणे, "गल्लीतले 1 कुत्रा माझ्यासाठी धरतो, 1 तुमच्यासाठी धरून आणतो म्हणे." म्हटलं, "यार असं काही नको असं."
अरे! अरे, बापरे! बरोबर आहे उपाय योजना कुत्र्यांची मग <chuckles> घेऊन जायचंय ना. हां, हां.
हां, "असं काही नाही असं काही नको करू म्हणलं, सोड जाऊ दे म्हणलं. आपण काही ना काही बहाणा करून टाळून देऊ म्हणलं त्या गोष्टीला."
हं. हां. मग?
मग ते अ, ज्यांना इन्व्हिटेशन दिलं, त्याचा फोन आला शनिवारी रात्री
हं.
की, "काय चाललं ऑफिसच, असं-तसं हे ते मला वेळ नाही भेटला आणि मी तयारीत होतो." म्हणलं, "ठीक आहे." म्हणे, "उद्या येताय ना." म्हणलं, "पण आमच्या जवळ तर म्हणलं, यार माझ्याजवळ डॉग्स नाही." म्हणलं, "आणि ते आपला जो दुसरा माझा मित्र होतो, त्याच्या जवळही डॉग्स नाही." म्हणलं. तो म्हणे, "नाही, नाही. मला माहिती आहे ना म्हणे तुमच्या जवळ नाहीये म्हणे, तुम्ही या म्हणे, तुम्ही बघा म्हणे तुम्ही फार एन्जॉय कराल म्हणे." ठीक आहे म्हणलं, "जाऊ म्हणलं आपण." मग आता फोर्स करतो.
म्हणजे बिना कुत्र्यांच्या अ, विनाही तुम्हाला तिथं पार्टीला तिथं इन्व्हिटेशन म्हणजे आमंत्रित केलं त्यांनी बरं का.
हो, अ, कारण पार्टनर होते, बिझनेस पार्टनर ते केलं इन्व्हाईट तर मग मी
हां म हां, मग, मग तिथे गेल्यावर काय झालं? काय असं वेगळेपण असं जाणवलं का तुम्हाला?
वेगळेपणा म्हणजे थोडसं ऑकवर्ड फील झालं मला थोडसं तिथे गेल्यावर. कारण ते वातावरण मिसळण्यासारखच नव्हतं ना आणि ते अ‍ॅक्सेप्ट माझा माइंड अ‍ॅक्सेप्टच करायला तयार नाही की असंही कुठे होऊ शकतं म्हणून.
कुत